आणि हे माझं स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी होती. मी विचार काय केला होता? तर एकदम ढगा एवढं विचार केला होता आणि निघालं मात्र माझं कण भर निघ निघालं. तर माझा विचार झाला की अरे! माझी टिंगल करतोय की काय? हीच खरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का माझी? मग अ, त्यांना विचारलं "हे आपण म्हणजे ऑटोमॅट नाही करू शकत का?" वगैरे त्यांनी म्हटले "नको. ऑटोमॅट नको." त्या दिवशी, मी 200 फाइल्स उघडल्या. तिसरी उघडतानाच माझं मन म्हणालं, की हे माझी चरित्र्याची कुरूप आवृत्ती आहे. हे काही, माझं काही आहे नाही. माझं काम आहे नाही, मी हे का करतोय? कसं करतोय? मला म्हणजे नेमकं म्हणजे कसं झालं काय माहिती? पण खूप तसं झाल होतं. आता त्याच्यानंतर तर मग हळू-हळू जेव्हा फाइल उघडत गेलो, नवीन-नवीन गोष्टी यायला लागल्या डोक्यात. "देवा" म्हणे 9:00 ते 5:00 इथं तर 9:00 ते निराशा झाली माझी. असं कहून <chuckles> फारच वेगळं-वेगळं झाल होतं. म्हणजे काम फक्त पगार देऊ शकतं.
<chuckles> अच्छा, हं. <laughs> हां. <chuckles> हं. अ, हां, हां. हं, हं, हं. हं. आई गं! हां. <chuckles> हां. हं. आई गं! हम्म. मग तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत, ह्या बाबतीत? हां. पण तुम्ही ह्याचं सोल्युशन नाही काढलत, त्यांच्याशी संदर अ, संवाद नाही साधलात ह्याबद्दल?
मी त्यांच्याशी बोललो नाही, मी संवाद साधला, असं मी बोललो त्यांच्याशी. त्यांना म्हटलं की "मी ऑटोमॅट करण्यासाठी याच्यासाठी स्क्रिप्ट लिहितो. ते 200 फाइल्स जे आहेत, हे मी स्वतः हाताने करण्यापेक्षा दोन मिनिटात कॉपी पेस्ट करून देतील ऑटोमॅट केलं तर." पुढच्या दिवशी माझ्या मॅनेजरनी विचारलं की "अरे! की खरंच होईल का? हे होईल का? ते होईल का?" मी म्हटलं "सर माझ्यावर विश्वास ठेवा, होऊन जाईल" आणि झाल्याबरोबर माझ्या मॅनेजरनी मला म्हटलं "अरे! इतक्या लवकर कसं झालं? आणि एकदम ॲक्युरेट कसं झालं?" वगैरे. त्यावेळेस मग मला वाटलं की नाही आपण भलेही आपल्याला काही वेगळं काम दिलं असेल, आपण हा विचार बाजूला ठेवायचा आणि आपल्या पद्धतीने एकदा बघायचं की होत आहे का? नाही होत. थोडंसं मनाला आपलं सावरायचं. तेव्हा काम अर्थ हरवतो. पण तेव्हा आपण राग न करता एक प्रकारचा चांगला विचार करू त्याच्याबद्दल काही डिफरंट विचार करून होऊ शकतं आपलं काम. तर माझ्यासोबत तर हा किस्सा फार मोठा घडला होता. <chuckles> म्हणजे एकदमच वेगळ्या प्रकारचा घडला होता. हं.
हं. हां. हां. हां. हां. हां. हं, हं. <laughs> हां. हां. हं, बरोबर. हं. हां. हो ना. हं, अगदी, अगदी बरोबर. <laughs> हो ना. तेच तर. हं. नाही ते तर आहेच. बट असं होतं ना, आता हे एक झाला किस्सा बरोबर? पण खूप वेळेला ना असं अ, वेगवेगळ्या कामांमध्ये असं होतं, की त्या कामाचा अर्थच नाहीसा होऊ लागतो. तर तुम्हाला काय वाटतं, की त्या कामाचा, अर्थ का नाहीसा होत असेल? म्हणजे त्याच्या का त्याला कारणीभूत त्या कामाचं स्वरूप किंवा टीम मेंबर्स असतील म्हणा किंवा ताणतणाव म्हणा नाहीतर वैयक्तिक आपली कारणं असतात ना की बाबा आवड आवड नाही आपली आपली आवड बदललीये कदाचित म्हणून असेल. तर तुम्हाला काय वाटतं?
बरोबर. हं.